हं, हं. नक्कीच अ, कसं आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना अ, म्हणजे चहा आणि सकाळचं वृत्तपत्र. अगदी लहानपासून माझ्या ह्या सगळ्या भावना जोडलेल्या आहेत. कारण घरामध्ये अ, आजोबा, वडील आणि अ, आई तर म्हणजे थोड्या वेळाने बसायची, कारण थोडी तिला घरातली कामं असायची म्हणून, पण एक पद्धत मी त्यावेळेस बघितलेली होती, की चहा अ, आणि असं असं गार्डन होतं आमच्या इथे. तर तिथे बसायचं आणि पेपर हातात घेऊन, म्हणजे जर मी सकाळी उठून बघेल तर त्यांचं हेच असायचं आणि अ, त्यांनी त्या सवयी पण लावल्या, की बस अ, हे घे पेपरचे 1 पान घे वाच. अशा अ, सवयी मला तेव्हापासून लागलेल्या आहेत. तर मी म्हणेल, की आजही ती गोष्ट कुठे ना कुठे मला खूप आवडते. म्हणजे जरी आता मी बातम्यांचं बघा सोशल मीडियावर पेज असतात ना, तिथे बातम्या बघतच असते किंवा YouTubeवर दिसतातच. पण सकाळची जी ती गोष्ट आहे ना ती अजूनही माझ्याकडनं सुटलेली नाहीये. आणि त्यातला आनंदही सुटलेला नाहीये. <chuckles> म्हणजे गॅलरीमध्येच मी बसते. हो, गॅलरीमध्ये
हं. हो ना? हं, हं. हं, हं. अरे वाह! हं. हां, हां. अरे बापरे! हां, हां. हं, हं. किती छान. हो. किती मस्त. तेच म्हटलं तुम्ही गॅलरीमध्ये बसलं ते पूर्ण, सकाळी-सकाळी ते छानसं, असं ते ऊन येतं, ते झाडं बाल्कनीमध्ये जर बसलं तर, किती स सुंदर असा तो सीन असेल ओ, मला थोडं सांगा ना, आता कसा तुम्हाला चहा पण तुम्ही कसा घेता? काळा चहा, दुधाचा काय घेता? मला ती पूर्ण माहिती द्या.
हो. हं, हं. हं. अ, नक्कीच मी अ, काळा चहा घेते. आणि अ, त्यामध्ये माझं थोडंसं हे असतं की तो मीच बनवेल, कारण त्याच्या त्याचा कलर आणि अ, साखरचं प्रमाण व्यवस्थित नसेल ना, तर तो चहा माझ्याकडून प्यायला नाही जात त्यामुळे मी कधीच कोणाला बनवू नाही देत, मीच बनवते कारण अ, कमी अ, चहापत्तीचं हे असलं की त्याला चव नाही लागत, जास्त झाली की तो कडू लागतो.
हां, हां <chuckles> हो का? बरोबर.

अ, हो, हो, असतात ना, त्याच्यात असतात. पण कसं आहे? अनुभवानुसार मी बदल केले माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे जसं अ, त्यांचं हे करून मग मी बदल केला की नाही? पण काय झालं? अ, म्हणजे अ, माझं माझं जे अ, आवडीचं आहे किंवा छोटीशी मला एक गोष्ट अशी दिसली आल्यानंतर, की किती वेळ जातो त्या गोष्टीमध्ये माझा एक चहा बनवून येण्याचा एक 10-15 मिनिट पेपर वाचण्याचा. बघा, कारण मला पण माहिती आहे, की माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. परत मला नोकरीला पण जायचं आहे म्हणजे मला सुद्धा टाईम लिमिट आहे. पण त्या 15-20 मिनिटांनी कोणाला काही गैरसोय होतेय का? खरंच खूप इतका मोठा काहीतरी फरक पडतोय का? हे ज्यावेळेस मी आल्यानंतर बघायला लागले तेव्हा मला असं वाटलं, की "अरे, आपण उगाचच ही सवय बंद केली. कशासाठी केली? असं आपण काय करून घेणार होतो?" आणि घरातले पहा ना, उलट मी तरी 15-20 मिनिटात उठून जाते आणि माझ्या कामाला लागते. हे फोनमध्ये बसले की नंतर त्यांच्या लक्षात येतं, "अरे, अरे, चला, चला, खूप उशीर झाला. मग मला निघायचंय, मग मला तयारी करायची, मग मला खायचंच आहे." म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्रासदायक तुमचं आहे, तुमच्या ह्या गोष्टी आहेत. मग मला ह्या गोष्टी जेव्हा जाणवायला लागल्या, तेव्हा मी अ, मग अ, गोष्टी इग्नोर केल्या.
अ, हां. हं, हं. बरोबर. हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हं. हं. <chuckles> हो. बरोबर. हं, हं.
ज्याला जे म्हणायचं, ज्याला जे करायचं, करू द्या. कारण माझ्या ह्या गोष्टीने मला आनंद तर मिळतोच. पण कोणाला काही त्रास नाहीये म्हणजे असं म्हणतात ना, की कुटुंबाला त्रास देऊन तुम्ही असं जगतात वगैरे. तर नाही मला तरी असं कधी काही वाटलं नाही त्या छोट्याश्या गोष्टींनी. तर मी ते अह, मी म्हणेल की मी चालूच ठेवलं. अ, हं.
बरोबर, नक्कीच. हो, हो. हो ना. छोटीशी गोष्ट होती नक्कीच. हो ना. म्हणजे तुमचा एक वैयक्तिक वेळ थोडासा तो मी टाईम असू म्हणतात ना सकाळचा 15 ते 20 मिनिटं तर नक्कीच तुम्हाला भेटला हे सगळं करून रूटीन पण छान होती ती. मग मला असं सांगा, का आता व्यस्त लोक राहतात, खूप बिझी लोक शेड्यूल राहतात. नोकरीला जावं लागतं, घरची कामं पण असतात किंवा मग अशा लोकांसाठी काही अशी टिप्स तुम्ही द्याल का सोपे-सोपे. वेळ कमी असताना आणि घरात मुलं कामं भरपूर असताना ह्या सवयी कशा सुरू ठेवता येईल?
हो, हो. हो, हो. अ, कसं आहे, मला असं वाटतं की कुठल्याही सवय असू द्या म्हणजे सकाळचा चहा असू द्या, तुमचं वाचन असू द्या. अजून तुम्हाला जे पण आवडत असेल, तर मला असं वाटतं ना, की त्याची अ, जो वेळ, जो टाईम असतो ना म्हणजे जसं मी बोलली 10 ते पंधरा मिनिट, 15 ते 20 मिनिट असंच ठेवा, का माहितीये का? म्हणजे सुरुवातीला तरी असंच ठेवा. त्याने काय होतं, की आपली आवडीची गोष्ट तर होतेच, पण आपल्याला अ, गिल्ट येत नाही. स्वतःचही येत नाही आणि जे दुसरे देतात तेव्हा पण येत नाही.
हं. हं, हं. बरोबर.